आजकालच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये ग्रुपचॅट हे म्हणजे समथिंग असं काही, की जे कधीही आपण व अव्हेरू शकत नाही किंवा त्याच्यामधून कितीही म्हंटलं तरी दुर्लक्ष करता येत नाही. मग अशा या ग्रुपचॅटमध्ये तुमची भूमिका काय असते हो?
हो, नक्कीच. कारण की काय आहे ग्रुपचॅट म्हटलं, की सगळेजण एकत्र येऊन गप्पा मारत असतात. एका एकाने जरी जरी मेसेज केला ना त्या ग्रुपवर, मग जेवढे जण ऑनलाईन असेल ते सगळे त्याच्यावर येतात आणि कसा तो टाईम निघून जातो ते सुद्धा समजत नाही हां. कारण की एकमेकांची नाही का प्रत्येकाची आपण कसं पर्सनली जेव्हा बोलतो, तर अ, प्रत्येक जणाशी चॅट करणं, ते खूप अ, वेळ वेळ खर्च होतो आपला, म्हणजे हां, या टाइम हो, आणि ह्याच्याशी बोला, त्याच्याशी बोला त्यापेक्षा आपण एकत्र जर सगळ्यांशी बोललो, तर आपलं म्हणतात ना टाईमही वाचतो, प्रत्येकाच्या घरी काय चाललंय? त्यांच्या आयुष्यात काय चाललंय? ते सगळ्यांनाच समजतं. सारखं-सारखं विचरायची गरजही नाही पडत, तर असेच अ, खूप सारे ग्रुप आहेत. अ, काही-काही आपल्या व्हॉट्सअपवर आजकाल खूप अ, शक्यतो सगळेच जण ग्रुप बनवतात. एक कॉलेज कॉलेजमधला ग्रुप, क्लासमधला ग्रुप, आपण कुठे योगाला जात असेल तर योगाचा ग्रुप, शाळेतला ग्रुप असतो आपला, फॅमिलीचा मेन, पण फॅमिली घरात असते पण फॅमिलीचा पण एक ग्रुप बनलेला असतो हां.
अगदी. बरोबर. अगदी. बरोबर. टाईम कन्झ्युमिंग आहे ते. खरोखर. हो. अगदी, अगदी. बरोबर. बरं. अगदीच. हो ना. आणि मग अशा ह्या ग्रुप्समध्ये तुम्ही कोणती भूमिका निवडता? म्हणजे माहिती देणारा किंवा असं बं आपण म्हणतो ना की एखादा असतो की जो एखादा असा काहीतरी चुटकुला सोडून जातो आणि सगळे हसायला लागतात, की मग म्युट करून फक्त गप्प वाचायचं? मग अगदी जेव्हा गरज आहे तेव्हाच फक्त मध्ये काहीतरी जाऊन बोलायचं, नाहीतर शांत राहायचं. काय करता तुम्ही नक्की?
आणि हो, नक्कीच. हो, अगदी. काय होतं आता, एवढे सारे ग्रुप आहेत, पण प्रत्येक, अ प्रत्येक ग्रुपवर अशी वेगळी भूमिका असते. आता म्हणलं ना आता शाळेतला वगैरे ग्रुप असेल, क्लासमधला असेल, तिथं आपण कसं पण बिहेव करू दु करू शकतो कारण की ते आपल्या हक्काची मैत्रीण असते ना. काही जरी बोललो आपण, काही जरी कॉमेडी बोललो किंवा कोणताही शब्द बोललो, तर त्यांना राग येत नाही. ते असे मस्करीत, मजेशीर ह्याच्यात घेतात. पण अ, जर इतर वेळेस जर आपण फॅमिलीमध्ये असे चुटकुले किंवा असे जोक्स टाकले, तर ते घरच्यांना आवडणार नाही म्हणतील, "हा काय प्रकार? हे कुठून शिकून आले?" असं बोलतील, नाही का? आणि फॅमिली ग्रुपवर कसं आपण काहीतरी महत्त्वाची गोष्ट असेल किंवा अ, काही अ, आपल्या भागातील किंवा असं काही घटना घडली असेल किंवा आजकाल डॉक्युमेंट्स वगैरे म्हणतो आपण ते ग्रुपवर टाकून ठेवतो जेणेकरून आपल्याला पटकन कोणाचे पण डॉक्युमेंट्स लागतील, तर ते पटकन सापडतात. मग फॅमिली ग्रुप त्यासाठी वापरतो आम्ही, म्हणजे आहे ते. आणि मग बाकीच्यांचे जे मोठे फॅमिली ग्रुप असतात ना, म्हणजे आता काका, मावशी, काका, तर ते ग्रुपमध्ये काय होतं की अ, तेव्हा आपण अ, त्यांच्याशी पण एकदम आदरपणे, नम्रपणे तिकडे बोलवावं लागतं. आपण कोणता पण शब्द असा वाकडा-तिकडा, अरे-तुरे करून बोलू नाही शकत, कारण की एक रिस्पेक्टफुल म्हणतो ना आपण हो, त्या ग्रुपवर आपल्याला तसं वागावं लागतं. मग तिथे कोणाचा वाढदिवस असतो, लग्नाचा वाढदिवस असतो किंवा एखादं जर कोणाचं प्रमोशन झालं, मग सगळे तिथं आ हार्दिक अभिनंदन वगैरे अशा टाइपमध्ये तिकडे भूमिका आपली असते, सगळ्यांना शुभेच्छा देण्याची. आणि अ, अ पण अ, स्कूलचे जे फ्रेंड्सचे ग्रुप असतात तिथे काही पण बडबड करा, काही पण विचारा, तिथे एकदम म्हणतो ना मनमोकळं आपण तिकडे जगू शकतो, की कोणाचंच तिथे आपल्याला हे नसतं बंधन नसतं, की "अरे हे असं शब्द नको वापरू, तसं नको वापरू, ही गोष्ट नको टाकू" वगैरे आणि अ, माझा एक ऑफिसचा पण ग्रुप आहे, तिथे पण मला असे अ, म्हणतो की तिथे आमचे बॉस अ, आहेत ते त्या ग्रुपवर जॉइन आहेत, म्हणजे आम्ही जे पण प्रोजेक्ट एक्टिव्हिटी आम्ही करत आहोत, ते सर्व ते पाहत असतात. तर तिकडे पण आम्हाला एक रिस्ट्रिक्शन असतात, की "तुम्ही काय बोलताय? तुम्हीला हा खूप गप्पा मारण्यासाठी दिलेला नाहीये. तुम्हाला जर एखादा जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यावर विचरा, म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला त्याचं उत्तर दे देईल, काही सोल्युशन वगैरे निघेल." पण अ, जर तुम्ही नाही का, हाय, हॅलो किंवा कोणाकोणाला सवय असते, की एखादा कुठे बाहेर गेले की त्याच्यावर फोटो टाका किंवा अ, काही घटना घडली असे जोक्स टाका. मग सर त्यांना एकदम नाही का मग ते एडमिन फक्त म्हणतात ना चॅट मग सर तसं करून टाकतात आणि त्या पर्सनल व्यक्तीला मग सांगतात, की "तू तो ग्रुप कशासाठी आहे? तुम्ही कशासाठी वापरताय?" मग अशा ग्रुपवर आपल्याला एकदम, म्हणतात ना, एकदम सौम्यपणे बोलावं लागतं आणि जे महत्त्वाची गोष्ट आहे तेवढीच माहिती त्यावर द्यावी लागते.
बरोबर. अगदी. बरोबर. हो ना. <chuckles> अगदीच. बरोबर. बरोबर. बरोबर. रिसपेक्ट आहे अगदीच. वा! बरोबर. बरोबर. बरोबर. बरं. हां. बरोबर. बरोबर. इक्झॅक्टली. उत्तरं देईन, बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर. म्हणजे एकदम सोफिस्टिकेटेडपणे तिथे राहावं लागतं आणि जसं ऑफिस आहे, त्याचप्रमाणे त्या ग्रुपला ट्रीट करावं लागतं.
हो. रहाव लागतं. त्यामुळे गंभीर चर्चा जी असते तीच फक्त त्याच्यावर होत असते. असं आपण अ, टाईमपास म्हणून काहीही टाका, असं करू नाही शकत.
बरोबर. पण, मग असं कधी झालंय का हो, की ऑफिसच्या असं नाही म्हणणार मी, कारण ऑफिसमध्ये फार आपण अ, एकदमच अ, काय म्हणू एकदम प्रोफेशनल हां प्रोफेशनलपणे आपण तिथे अ, वागत असतो, पण जे आपले मैत्रीचे ग्रुप आहेत जिथे आपण आपल्यासारखे राहतो
प्रोफेशनल राहतो. हो. हो नक्कीच.
त्या ग्रुपवर तुम्हाला, कधी असं झालंय का? की मग एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोणाची तरी बाजू उचलून धरली आणि नंतर असं काहीतरी झालं की तुम्ही त्याच्याच विरुद्धात भांडायला वगैरे लागलात किंवा त्याच्याच विरुद्ध जे काही कमेंट आहेत ते करायला लागलात. असं कधी काही झालं असेल तर कृपया आमच्याबरोबर शेअर करा.
हां. हो, होतं ना कधी-कधी कारण की आता कसं आहे ग्रुप म्हटलं की एकमेकांची मस्करी, खोड्या-खाड्या करणं चालतच असतं, मग आता माझीच एक बेस्ट फ्रेंड आहे, तिची मी ना सारखं बाजू घेत असते नाही का, मग सगळे चिडवतात तू नुसतं तिची बाजू घेते आमचं कधीच हे करत नाही आणि अ, मग कधी-कधी असं पण होतं की ती को तिचं काहीतरी चूक असेल तरी मी तिला सांभाळून घेते की जाऊन दे यार, अरे काय नाही नाही, म्हणजे कधी-कधी तिला जमा यायला जमत नाही आमच्यासोबत किंवा कोणती पण गोष्ट ती इग्नोर करत असते, मग मी मग मी सगळ्यांना म्हणते जाऊन दे तिच्या घरी असं-असं आहे, असं तसं त्यांना समजून सांगते, जाऊ द्या, पण जेव्हा जर तिने माझ्यासोबत असं केलं ठीक हे, त्यांच्यासोबत करते ते नाही. पण माझ्यासोबत जेव्हा केलं, मग मी तिचा अख्ख्या ग्रुपवर मग म्हणते, "आ, ती अशीच आहे, ती असंच करते." मग ते भांडणं होतात मग आमच्या दोघांची.
बरोबर. अच्छा. बरोबर. हं, हं, हं. अगदी. पण मग असं झालंय का कधीतरी की तुम्ही एक भूमिका घेतलीत, तुम्ही कोणाच्यातरी बाजूने मैत्री अ मैत्रीण अशी जवळची मैत्रीण नाहीये पण असा लाइक ग्रुपमध्ये असा काहीतरी टॉपिक आहे जो निवडला गेला आणि त्याच्यावर तुम्ही एक बाजूने बोललात. पण नंतर तुम्हाला असं वाटलं की अरे! नाही, नाही, नाही बाकी जे बोलतायत ना तेच बरोबर आहे आणि मग तुम्ही थोडासा यूटर्न घेऊन परत त्यांच्यात गेलात, असं कधी झालंय?
हां. हां. हं. हो, होतं ना असं कुठे जायचं असेल किंवा असं काही महत्त्वाचं काम वगैरे असेल ना, मग सगळे हे होतात की अ आपण इकडे जाऊ, सगळ्यांचं एक फिक्स ठरतं आणि माझं भलतंच चाललेलं असतं. आणि हो, मी एखादी पर्सनल स्थितीला म्हणते, "हो, हो, हो ठीक आहे." आणि मग सगळ्यांची जर ह्यांची संख्या वाढली ना, एक हे सगळे 10 जणांचा ग्रुप असतो, मग सगळे आणि मी आम्ही दोघी 1 साईडला राहतो. मग मला कधी ना कधी तिला सोडून त्यांच्यामध्ये मिक्स व्हावं लागतं. मग ती माझ्यावर चिडते, मला म्हणते, "तू नाही का तू माझी बाजू घेतेस, तू म्हणजे डबल ढोलकी आहे इकडे पण ढोल वाजवते, तिकडे पण ढोल वाजवते." मग आमच्या दोघांची तिथे जी भांडणं लागतात ती, मग जेव्हा आम्ही जेव्हा भेटू तेव्हाच आमची ती सॉल्व होतात आणि पण मला मेसेज नाही कोणाला फोन करत नाही.
हं. <chuckles> बरोबर. अरे! <chuckles> अगदी. बरोबर आहे. पण आता तुम तुमचा हा जो ग्रुप आहे, तो तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे.
हां. हो. नक्कीच इम्पोर्टंट आहे.
आणि ह्या ग्रुपमध्ये जर समजा आता क कोणाला असं काही प्रॉब्लेम आला आहे किंवा कुणीकडे काही कसली अडचण आहे. आणि तिथे, मग तुम्ही जो आहे तो प्रॉब्लेम तो हाताळता ग्रुपमध्ये एकत्र चॅट करून किंवा प्रायव्हेट मेसेजिंग करता किंवा काय करता? म्हणजे काही वेळेला कसं असतं की प्रॉब्लेम आपला नाही आहे ना, मग ठीक आहे तो सॉल्व्ह करेल किंवा नाही, नाही त्याचा प्रॉब्लेम म्हणजे माझा प्रॉब्लेम विषय संपला. आणि मग तो आपण घेऊन करतो किंवा काही वेळेला असं असतं ना की आपण बघतो सगळे जण काय बोलतायत, काय बोलतात आणि मग उत्तर देतो त्यात तुम्ही कसं वागता?
हां. हो. नक्कीच हाताळतो. हो. नक्कीच होतो. हो असं होतं ना, आता आमच्या ग्रुपमध्ये कसं आमच्या बेस्ट फ्रेंडचा एक ग्रुप आहे, पण जो आमचा शालेय ग्रुप आहे त्यामध्ये जेवढे वर्गात, जेवढे विद्यार्थी होते ना ते सर्व सर्व विद्यार्थिनी त्यामध्ये आहेत. तर मग आहे ना कधी-कधी अशी अ, आपल्या वर्गातली एखादी मुलगी असते आपण म्हणजे नॉर्मल तिच्याशी बोलतो, पण एवढी आपली घट्ट मैत्री नसते. आणि असंच तिचा काहीतरी प्रॉब्लेम येतो वगैरे होतं असं आणि मग अ, खूप जणं जे-जे जवळ असतात ते तिला हेल्प करतात. कधी-कधी कोणाला दवाखान्याची पैशासाठी ब लागतात वगैरे, मग ते स्कॅनर वगैरे टाकतात त्याच्यावर. आम्ही म्हणतो, की नाही का "काय हिनी शाळेत असताना एवढं असं के नाही का? एवढे पैसे उडवायचे आणि आता हिला काय" वगैरे. मग कधी-कधी त्या गोष्टीकडे इग्नोर करावं लागतं आणि मग काय होतं, हां ठीक आहे ना खूप मुलींचे असे मेसेज येतात मग आमचे पर्सनल अ, ग्रुपमध्ये असं होतं, की "अगं तिला खरंच गरज आहे. आपण काहीतरी करायचं का?" वगैरे, मग ते आम्ही पर्सनलवर बोलतो कारण की त्या ग्रुपवर बोलू नाही शकत ना, की जर आपल्याला नाही द्यायचे असेल पैसे तर उगाच त्याच्यावर चर्चा करून उपयोग नाही. त्यांना अशी आशा लागते, की नाही हे देतील म्हणून. मग अशा मग मैत्रिणींशी आम्ही पर्सनल अ, चॅट वगैरे करते मी आणि मग त्यांच्याकडून माहिती काढून घेते की खरंच तिला गरज आहे का? आपण करायची का मदत वगैरे. मग आम्ही ती मदत करतो जर करायची असेल तर. मग अशा वेळेस आपल्याला ती भूमिका वेगळी घ्यावी लागते अशा प्रसंगी.
बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. बरोबर. बरोबर. अच्छा. बरं. अगदी. राइट. आता मला एक सांगा. आता आत्तापर्यंत आपण जे बोललो, ते की कोणीतरी असं ग्रुपवर चॅट टाकलंय आणि त्याच्यावर आपलं जे काही पुढचं संभाषण सुरु होतं, पण तुम्हाला असं कधी वाटतं का, की "अरे! बास झाला तो मोबाईल-मोबाईल, का ज समोरासमोर भेटूया आणि एकदाच काय त्या गप्पा हाणूया." म्हणजे चॅटिंग करणं मोबाईलवर चॅटिंग करणं जास्त सोपं आणि चांगलं वाटतं, का एकमेकांना भेटून तो आनंद जो असतो भेटीचा तो घेणं जास्त चांगलं वाटतं?
हम्म. हां. हो, होतं ना कंटाळा येतो कधी-कधी. अ प्रत्यक्षात, जेव्हा भेटतो ना तो आनंद खूपच छान असतो, म्हणजे ती अ, जे बोलतानाची जी भावना आहे ती समजते आपल्याला, नक्की काय त्याच्या मनात आहे आणि तो बोलतोय. आणि चॅटवर कसं खूप विचारपूर्वक विचार करून आपण ते चॅटिंग करत असतो, म्हणजे कधी जर समोरच्या व्यक्तीची जर यायची भावना नसेल पण तो हां ला हां करून हां म्हणून जातो, आपण त्याच्या अ, भरोश्यावर बसतो की हा हां म्हणला आहे, पण ऐन टाईमाला तो धोका देतो की "नाही अरे मला नाही जमणार" वगैरे असं होतात. अ, म्हणून ना मला असं वाटतं की प्रत्यक्ष भेटणं खूप चांगलं आहे चॅटपेक्षा आणि चॅटिंग करायला काय आहे, एकदा मेसेज करायला गेलं ना 3-4 तास एवढे गप्पा होतात, एकजण ऑनलाईन येणार, मग दुसरी येणार आणि तो विषय जो असतो तो ये ना तो साईडलाच राहतो. भलताच त्यांचा विषय टॉ अ, टॉपिक चालू होतो.
बरोबर. बरोबर. बरोबर. हं, हं, हं. अगदीच. बरोबर.
असं.
पण मग असं नाही का होत कधी की बाबा एखादा असा बोलतो ना की एखादा असा टॉपिक निघतो की जो भांडणाची कळ असतो किंवा असा टॉपिक असतो की ज्याच्यामध्ये सगळेच समरसतेने एकमेव एकमेकांची साथ देतात आणि त्याच्यावर सोल सलोख्याने काहीतरी मार्ग काढतात. तर असे कधी टॉपिक तुमच्या मैत्रीच्या ग्रुपमध आलेत का?
हो, भांडणाचे तर खूपच होतात. आता मुली म्हणलं की माहिती आहे ना, हे असतं खूप. असेच अ, मैत्रिणी असतात की एकमेकांवर जळतात आणि जर एकीने जर तिला काही बोलले किंवा आता का कोणतरी टॉपिक असेल की आम्हाला इकडे जायचंय आणि आमच्या ग्रुपमधली एक मुलगी अशी आहे, ती जर तिला असं असतं की ती जे ठरवेल तिकडेच आम्ही जायचं, की आमचा नाही विचार घ्यायचा. आणि जेव्हा आम्ही आम्ही सगळे बाकीचे जणी जरी ठरवलं की नाही-नाही आपण इकडेच जाऊ, मग तिची एवढी ती चिडते, ती गोंधळ घालते, "नाही तुम्हाला मी जाऊनच देणार नाही" वगैरे "तुम्ही नेहमी माझ्याशी असंच करता." मग त्यांची आणि सगळ्यांशीच भांडणं राहते मग ती. मग आम्ही काय करतो, आम्ही तो टॉप वि अ, जाण्याचं कॅन्सलच करून टाकतो तिच्या किर-किरपायी. मग असे पण आपल्या ग्रुपमध्ये नमुने असतात, तेव्हा पण आपल्याला मग ते विषय असे, नाही का, हे करावे लागतात की जाऊन दे बाबा, हिची खूपच सततच किट-किट असते. तिच्यानुसार आपण नाही चालू शकत. कुठे पण नाही जाऊ शकत. प्रत्येकाचा मनाचा विचार तिने नक्कीच केला पाहिजे.
बरोबर. बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. केला पाहिजे. मग असं हे कधी बोलून दाखवलंय का तिला? की बाई, म्हणजे प्रत्यक्षात किंवा चॅटवर की "बाई तू कधीतरी हा पण विचार कर. की जसं तुझं मन आहे तसं बाकीच्यांची पण मनं आहेत."
हो, आम्ही बोलतो ना तिला ग्रुपवर, ग्रुपवर चॅटवर बोलतो. हो, म्हणलं, "काय तुझं नेहमी-नेहमी? तू म्हणते तिथे जायचं. आम्हाला नाही जमणार," म्हणलं, "तुला एकटीला जायचं असेल तर तू जा." मग ती चिडते. मग ती म्हणते, "तुम्ही असंच करता. तुम्ही तुमच्याच मनाचं ठरवता. मी तुमच्या ग्रुपमधूनच एक्झिट होणार" म्हणजे अशा धमक्या देते की नाही का, नकोच मला तुमचा ग्रुप वगैरे, तुम्ही नाही का असे तिचे असतात तर.
<chuckles> बरोबर. आणि मग असं जे एखादा समजा खरोखरच एक जण, एखाद जण एक्झिट झाला म्हणजे आपण म्हणतो ना काही वेळेला कसं आपण, ग्रुपमध्ये गप्पा मारता, मारता एखाद्याला राग आला की तो उठून जातो. तसा राग आला म्हणून तो एक्जिट झाला. मग काय ओ काय करता? तुमच्या प्रतिक्रिया काय असतात?
हो. होतात, होतात, एक्झिट होतात. काय असतं, होतं असं ग्रुपमधलं जे ह होतात अशे भांडणं आणि ते एक्झिट होतो. मग एखादी जी मा ई असते तिच्या जवळची जी व्यक्ती, ती तिला पर्सनल चॅट करते की काय झालं? कशाला ग्रुप एक्झिट केला? मग तिला आम्ही परत ॲड करतो आणि जर परत तिने जर रिमूव्ह केलं, मग तिला कायमचंच काढून टाकतो, जाऊन दे तिला यायचंच नाही आहे तर काय आहे, किती मस्का लावणार एखाद्याला? जर अ, फक्त ती ग्रुपमध्ये नसते पण आम्ही असं नॉर्मली बोलत असतो कारण की तिला ते ग्रुपमधले चॅट आवडत नाही म्हणून आम्ही मग-मग, कधी-कधी आम्हाला दुसरा ग्रुप पण बनवावा लागतो. जाउन दे बाईला घेऊ आपण, काय आहे ती तत म्हणल की "मला सोडून तुम्ही इकडे चाललात, तुमच्या गप्पा चालू असतात, माझ्याबद्दल तुम्ही बोलता वगैरे." असं पण होतं कधी-कधी "माझ्या मागे माझ्या चुग्याल्या करतातते चुगल्या-चुगल्या करतातते." <chuckles>
बरोबर. बरोबर. अरे बाप रे! बरोबर. बरोबर. हम्म. <laughs> हो कारण बरोबर, कारण एखादा जर तुमचा ऐन वेळेला तिथे लॉगिन नसेल किंवा चॅटला अवेलेबल नसेल, दुसऱ्या कुठच्या कामात असेल किंवा दुसरीकडे कुठेतरी चॅट करत असेल आणि त्याच्याविषयीच बोलणं चाललं असेल, तर मग हा गैरसमज नक्कीच निर्माण होतो.
हो. हो, नक्कीच गैरसमज होतो, की नाही का सतत तुम्ही ऑनलाईन असता, इथे जाता, मला सोडून जाता वगैरे असं आणि महत्त्वाच्या पण ज्या ग्रू टॉपिक असतात ना मग ते आम्ही कधी-कधी असे सेव वगैरे करून ठेवतो. आता आपल्याला WhatsAppमध्ये सेटिंग आहेत. अ, बुकमार्क करणं किंवा स्टार करून ठेवणं मेसेज, मग अशा पण गोष्टी आम्ही त्या ग्रुपमध्ये करतो की एखाद्याची काही पाठवलं, एखादी माहिती मग आम्ही तसं सेव्ह करून ठेवतो ते.
बरोबर. मग कसं हाताळता? होय. बरोबर. वाह! आणि हे हे जे काही सगळे उपद्व्याप आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या मैत्रीच्या ग्रुपवर, म्हणजे फॅमिली ग्रुपला ह्याचा काहीही पासपोस नाही.
हो. फॅमिली ग्रुपला ह्यातलं काही नाहीच, ऑफिशल जे आहेत ऑफिसचे वगैरे. सभ्य, आम्ही काहीच, आम्ही त्यातले नाहीच आहे, असं वागतो आम्ही. <chuckles>
फॅमिली ग्रुपमध्ये आम्ही एकदम सभ्य. <laughs> अतिशय सुंदर! मग मला एक छोटीशी अशी काही टिप द्याल का? की जर तुम्ही अशा ग्रुप चॅटमध्ये शामील होताय तर काय काळजी घ्याल?
अ, आपण ना जेव्हा या ग्रुपमध्ये असे शामील होतो ना, तर आपण कुठल्या ग्रुपमध्ये आहे आपण हे भान ठेवायला पाहिजे. आणि, फॅमिली ग्रुपवर शक्यतो असे जे असतात अ, कॉमेडी वगैरे किंवा अनप्रोफेशनल जे गोष्टी असतात त्या शेअर करायला नाही पाहिजे. आणि अ, ज एखादा जर ग्रुप आपल्याला महत्त्वाचा नसेल तर त्याचे नोटिफिकेशन म्यूट करून ठेवायचे जेणेकरून आपल्याला सारखं ते टिंग-टिंग वाजणार नाही. आणि, जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण वरती अ, त्याला पिन करून पण ठेवू शकतो की ते सतत आपण वापरता वगैरे येईल आपल्याला.
अरे वा! व्वा! सुंदर, सुंदर. अगदीच, खूप छान प्रकारे तुम्ही आज हे सगळं छान मला सांगितलंत आणि तुमचा जो वेळ दिलात त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच गप्पांसाठी कधीतरी.
हो. नक्कीच, मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून नाही का? आपण परत पुन्हा बोलू धन्यवाद.
नक्कीच, धन्यवाद.